हो, हो. त्यामध्ये सगळ्यात आवडतं म्हणजे, ब्लू जीन्स, व्हाईट टी शर्ट किंवा शर्ट. हा एक अ, सगळ्यात आवडता अ, काय म्हणतात कॉम्बिनेशन आहे. मग त्यानंतर खूप अ, रंगाचे माझ्याकडे अ, टी शर्ट्स आहेत. मग ते अगदी अ, रेड कलर, ब्लू कलर आहे, अ, स स्काय ब्लू आहे, ग्रीन कलर आहे. त्यानंतर व्हाईट आहे, ब्राउन आहे, लाईट ब्राउन आहे. असे भरपूर म्हणजे अं, हं. खूपच टी शर्ट्स असं हं.
हां. हां. अरे. बरोबर. आलं लक्षात. हंम्म. हो आणि ते असंही म्हणतात ना, की अ ब्लू जीन्स कोणत्याही ह्याच्यावर सूट होते नाही का म्हणून असं काही नाही की
सूट होतो. शक्यतो फक्त मी अ, त्याबरोबर जेव्हा अ, डार्क जीन्स असते, डार्क ब्लू जीन्स असते, त्यावरती मी लाईट कलर घालतो. आणि जेव्हा अ, ब्लॅक पँट वगैरे आहे, तर त्याच्यावरती मी ब्राइट कलरचे टी शर्ट्स वगैरे वापरतो आणि स्काय ब्लू जर आहे, तर मग त्याच्यावरती डार्क टी शर्ट वापरतो मग. मग ब्राउन कलरचे असेल किंवा रेड कलर असेल. असे आहे. आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अ, जीन्स पँट पण आहेत म्हणजे, अगदी खाकी कलरची पण जीन्स आहे माझ्याकडे, रेड कलरची जीन्स आहे, <chuckles> ग्रीन कलरची जीन्स आहे माझ्याकडे असं ते. अं, हं.
हां. अच्छा. अच्छा. अच्छा. हं. अरे वाह! अरे वा! अरे वाह! हं. अच्छा. मस्त म्हणजे जीन्समध्ये पण तुमच्याकडे व्हेरिएशन आहे. असं नाही की अ व्हेरिएशन. हं, अच्छा.
अ, हो, कलरमध्ये व्हेरिएशन आहे. फक्त ब्लू आहे असं नाहीये. अ, बू व्हाईट कलरची जीन्स आहे माझ्याकडे.
अरे वाह! अ, म्हणजे ते मळतपण असेल पण लवकर नाही का?
हं, हं. खूप, खूप म्ह मळून जाते ती. ती एकदा घातली की लगेच धुवायला टाकायची असते तिला, असं आहे ते.
अच्छा. पण ते असं स्पेशल इव्हेंटसाठी वगैरे वापरत असाल तुम्ही.
हो, हो. खास कुठे जायचं असेल. अगदी म्हणजे अ, कारमध्येच जायच आहे, कारमधून उतरून अ, हॉटेलमध्येच बसायचं आहे आणि पुन्हा कारमध्येच बसून यायच आहे. तर तेव्हा ते प्रिफर करतो मी.
यायचंय. हंम्म. बरोबर. अगदी बरोबर. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलं की कशाप्रकारे तुम्ही ट्रेंड फॉलो करता आणि कधी-कधी अ, सूट नाही होत तुम्हाला ट्रेंड, तर मग स्वतःचाच लूक तुम्ही ठरवता नाही का. कशा प्रकारचे तुम्ही वापरायला पाहिजे कपडे वगैरे. आणि खूपच मस्त वाटला तुमचा हा अनुभव ऐकून आणि आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
हं. येस, येस. अगदी बरोबर.